<laughs> अच्छा किंवा मैत्रिणीला किंवा बरोबर कोणी आहे त्यांना हो.
तर मी काय केलं माहिती आहे का मी अ, हो आमच्या मॅनेजरना कॉल केला. म्हणजे जो नंबर त्यांनी दिला होता आम्हाला की हवं तर तुम्ही लंच डिनर इथून मागवू शकता आम्हाला कॉल करा आणि आम्ही डिलिव्हर करू ते.
हां. हो. हो. वाह! हं.
तर अ, मी त्यांना अ, सांगितलं की असं-असं आहे. तुम्ही इंडियन जेवण बनवतात तर ते म्हणाले हो तुम्हाला काय हवं ते तुम्ही सांगा, दाल फ्राय हवं? हे हवं, भिंडी हवी काय हवं? मी म्हंटलं मेथीचे थेपले बनवतात का? तर ते म्हणाले व्हॉट? व्हॉट इज दॅट?
वाह! वाह! हां. हां. अरे बापरे! त्यांना माहितीच नाहीये म्हणजे तो प्रकार. अच्छा हं.
तर. त्यांना माहितीच नव्हतं म्हणजे त्यांना जे मेन मेन इंडियन डिशेस असतात ना जसं बिर्याणी, चिकन टिक्का, म मग हे पनीर बटर मसाला हे सगळं माहीती होतं.
हां. अच्छा. जे खूप अ, नॉर्मली अ, फेमस आहेत तेच माहिती पण मेथीचे ठेपले हा प्रकार त्यांना माहितीच
पण मेथीचे थेपले कसं हां. जे जे रेस्टॉरंटमध्ये भेटतं ना जेवण असं फाइव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये ते त्यांना माहिती होतं. तर मी त्यांना विचारलं की मेथीचे थेपले तर मेथी थेपला मी असं म्हटलं अ, "तुमच्याकडे आहे का? ते म्हणाले नाही ते काय असतं?" तर म्हंटलं आता ह्यांना कसं समजावू मी मेथीचे थेपले काय असतात? मी माझ्या कपाळावर हात टाकला आणि म्हटलं अ, ते ना मग मी त्यांना कसं तरी वर्णन करायला सुरुवात केली की ते गव्हाचं पीठ असतं आणि त्याच्यात मेथीची भाजी असते आणि मसाले असतात आणि त्याचे मग असे पराठे सारखे बनवतात. तर ते म्हणाले नो आमच्याकडे नाहीये ते ती भाजीच नाहीये म्हटलं झालं कल्याण आता मला जे हवं ते त्यांच्याकडे नाही. मग ते त्यांनी मला सांगितलं की "आम्ही तुम्हाला म्हणजे चीज पराठा पाठवू का? किंवा आलू पराठा पाठवू का?" म्हंटलं नाही.
हो, हो. बरं. अच्छा हं. हां. <laughs> <laughs> <laughs> अरे बापरे! हं. <chuckles> हं. हं. बरं. हो. हं. हं. <laughs> हं. हं. हं. अच्छा अल्टरनेट द्यायचा प्रयत्न केला त्यांनी तुम्हाला.
हो म्हणजे ते तर स जितकं ते करू शकत होते ते करायचा प्रयत्न करतच होते.
अच्छा. हं. खरंच पण तुम्ही खूपच मिस केलं.
पण आता त्यांना बिचाऱ्यांना माहितीच नाही तर काय करणार ना.
हो ना. हो ना. अरे बापरे! मग? अ, म्हणजे त्या भावना तुम्हाला अनावरत झाल्या असतील ना. मग त्याच्यानंतर तुम्ही कशी वाट काढली? त्या अ, अवस्थेतून म्हणजे खरंच खूप भावना आवर अनावर झाल्यात आणि आईची आठवण येते आणि त्यातल्या त्यात तुम्ही मेथी पराठे, मेथी टेपला मिस करताय. ह्या याच्यानंतर तुम्ही कशी वाट काढलीत म्हणजे कसं बाहेर आलात तुम्ही याच्यातून?
हो. हो ना.